आता मी जर तुलण्याचं मी तुम्हाला सांगणार ना, तर मानसिक आरोग्यावरती जरूर परी परिणाम होतो, कारण की आपल्याला काय वाटतं, तुम्ही साड्या घ्यायला गेल्यात आणि 2 साड्या पाहिल्यात. ठीक आहे बाया लेडीजच्या विषयी सांगतो. तर त्या 2 साड्यांमधून तुम्ही 1 साडी घेऊन आलेत. तुम्हाला आवडल्या होत्या दोन्ही पण.
हां. हां. हां. हो, हो. हां. हो, हो.
पण आहे ना, तुमच्याकडे जी आ तुम्ही घेऊन आले ना, तुम्ही ती चांगलीच घेऊन आले. तुम्ही म्हणले, "तिच्यापेक्षा ती चांगली." पण घरी आल्यानंतर कसं राहतं? "अरे, ती पण चांगली होती गड्या, ती पण हिच्यापेक्षा ती चांगली होती." ऑलरेडी तुम्ही <laughs> असं होतं का नाही? म्हणजे हं, हं, हं.
हो. <chuckles> हो. हां, म्हणजे ते कन्फ्युजन होतं, म्हणजे थोडक्यात ते असं म्हणतात ना टेम्पटेशन येतं. ही घ्यायची, की ती घ्यायची, ती घ्यायची, ती घ्यायची. हां, म्हणजे ती हां.
हं, हं. हं, हं. हो, हो आणि लेडीज 2 गोष्टींमध्ये खूप कन्फ्युज राहतात, "ही का ती" आणि जी त्यांच्याकडे आहे ना, ती त्यांना कमीच वाटते कधी पण.
हां. हां आणि ती नेमकी चांगली किंवा दुसऱ्याच्या अंगावरची चांगली वाटते आणि आपली थोडी कमी वाटते. हां, म्हणजे अशातूनच माणूस तुलना करतो आणि त्यातूनच मग अ, थोडं जळ जलसी वगैरे निर्माण होते माणसामध्ये. असं.
<chuckles> हो. हो, हो, हो. हं, हं. हो, अगदीच, अगदीच. असे ना आणि अ, म्हणजे तुझ्याकडची तुझी पसंती, पण मला तर वाटतं कधी-कधी ना तुलनामध्ये काय होतं, तर लेडीजला लेडीजची साडीचं काय घेणं-देणं नसतं ती कशी, पण 4 लोक तिला काय म्हणतील त्याच्यावरती ती डिपेंडिंग आहे, का ती चांगली आहे का नाहीये.
हो. हं. हं. हो, म्हणजे स्वतःला आवडण्यापेक्षा ती बाकीच्यांचा विचार करते की त्यांना आवडेल की नाही. असं आहे. म्हणजे जगतो कशासाठी हा पण प्रश्न निर्माण होतो त्याच्यामध्ये मग. मग अ, तुलना जर अ, हो ना. बरोबर. मग इतरांशी जर तुलना अ, कमी करायची असेल ना, तर मग अ, कशी आपण प्रेरणा घेऊ शकतो? म्हणजे काय कशा कशापासून घेऊ शकतो असं तुम्हाला वाटतं?
<chuckles> हो. हो, हो, हो. हो, हो. तर हा पण एका तुलनेचाच भाग आहे. हां. हं, हं. हं, हं.